हो, नक्कीच. म्हणजे बघा ना, अ, कसं आहे की आपल्याला त्रास होईल ना, म्हणजे आपण म्हणतात ना, एखाद्या गोष्टी शेअर करून आपण म्हणतात ना एकदम एकदम म्हणजे ट्रोल होऊ किंवा आपण म्हणतात आपली गोची होईल किंवा आपल्याला लोकं काहीतरी बड-बड, असं काही शेअरच करायचं नाही. आणि का शेअर करायचं तुम्हाला? तुमच्यापर्यंत ते मर्यादित ठेवा ना, काही गोष्टी. तुम्हाला कोण विचारलंय का कधी? काय बोलायचंय किंवा काय? तर तुम्ही मला असं वाटत की तुम्ही ते शेअर करण्याआधी पहिले विचारा, की ते खरंच गरजेचं आहे का शेअर करण्यासाठी? त्याच्याने कोणाला दुखावलं तर जाणार नाही का? कोणाला त्रास होणार नाही.
हो. नक्कीच. आपण आपल्या नियंत्र हो. नाहीच. हो. आणि आपण कुठे टाकतोय, हे पण आपण नक्कीच चेक केलं पाहिजे. नाही का? ठीक आहे आपली फॅमिली वगैरे असेल किंवा फ्रेंड्स, कलीग्स असतील. तर नक्कीच ते टाकू शकतो. पण जेव्हा सोशल मीडिया जेव्हा वापरतो, तर आपण नक्कीच भान ठेऊन आपण पोस्ट केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला त्याला नत नकारात्मक प्रतिक्रिया येणार नाहीत.
हं. हं. बरोबर. हं, हं. नक्कीच, नक्कीच. आणि मला तर वाटतं की कसं असतं, की खाजगी काही समस्या असतील तर तुम्ही त्यांना डीएम करा, फोन करा किंवा डायरेक्ट भेटून संभाषण करू शकता असं मला वाटतं. आणि मला तर वाटतं की तुम्ही तयारी ठेवा. जर तुम्ही असं काही पोस्ट करता तर लोकांचा मुकाबला करण्याची. कारण काय असतं, की आपण काही लोकांना सवय असते काहीतरी पोस्ट करायचं आणि मग पळून जायचं आणि मग नंतर शोधून काढल्यावर ते मार खातात, असं पण होतंय. हां. हां.
हो. हो. मग. <chuckles> नक्कीच तसंच होतं. घाबरतात ते, भीती पण असते पण अ, ते करतात पण तसं. पण अशांसाठी तुम्ही काय कारवाई कर कराल वगैरे?
नक्कीच. आणि मला नक्कीच, मला तर वाटतं त्यांच्यावर कारवाई तर केलीच पाहिजे. अ, कसं असतं की आपण जेव्हा नकारात्मक प्रक्रिया येतात आपल्यावर, तेव्हा आपल्याला ना, मानसिक आरोग्याची काळजी देखील घ्यायला लागते आपल्या स्वतःच्या. की म्हणून म्हणते की काही टिप्पणी असतात ना, ती हां. आणि मग कसं बरोबर. आणि मग आपल्याला त्याच्यामुळे मी तर म्हणते की सगळ्या गोष्टी मनावर घेऊ नका. ज्या टिपण्या कोणी तुम्हाला दिल्या असतील. तर त्या वैयक्तिक तुम्ही घेऊ नका. सपोर्ट सिस्टम म्हणजे किंवा जे तुमचे भाऊ असतील किंवा तुमचे आई-बाबा किंवा म्हणू शकतो मित्र-मैत्रिणी किंवा कोणी पण तुमचा नवरा असेल. त्यांच्याकडनं तुम्ही म्हणू शकता की अ, म्हणजे एक प्रतिक्रिया मागा, "काय करू मी? काय झालं?" हं. हां, गरज भासली तर ब्रेक घ्या. अ, डॉक्युमेंटेशन, म्हणजे मला तर वाटतं धमक्या कोण देत असेल, तर त्रास होत असेल. तर लगेच स्क्रीनशॉट काढा, जस मगाशीच पण आहे तुम्हाला म्हणाली. आणि ऑफिस किंवा प्लॅटफॉर्म व्यवस्थापन म्हणजे कायदेशीर सल्लागार असतात. तर तुम्ही संपर्क करा. सायबर सिक्युरिटीला कंप्लेंट करा. आणि जर कोणी म्हणतात ना की अ, पब्लिक फिगर आहात तुम्ही आणि ते कसं असतं कमेंट वगैरे आपण केल्या, तर कसं असतं, की मॉडरेशन करा कमेंटमध्ये. एडिट करू शकता आजकाल. हा ऑप्शन दिलेला आहे आपल्याला. अ, आणि मला तर वाटते की स्पष्ट बोला, जे पण आहे ते काहीतरी. अ, एफ-ए-क्युज तर तयार ठेवू शकता की म्हणजे अ, कसं असतं की नकारात्मक प्रतिक्रिया असतात ना आपल्या, त्या एखाद्या व्यक्तिगत किंवा एखाद्या दुखावणाऱ्याला म्हणजे दुखावता नाही आल्या पाहिजे कोणाच्या ज्या भावना असतील त्या. त्यामुळे मला तर वाटतं की तुम्ही त्याच्याला हो. अगदी. आणि मला ते वाटतं
हो. बरोबर आहे. कारण की मानसिक तणाव हा खूप असतो तेव्हा आणि ते फ्रस्ट्रेशनमध्ये जातो आपण. हो. अगदी बरोबर. प्रतिक्रिया, मदत करू घेऊ मदत घेऊ शकतो आपण त्यांची. हो. हो, हो, अगदी बरोबर. हं. नक्कीच. हो, नक्कीच. एखाद्याच्या भावण्याचं भान ठेऊन आपण त्या अ, करायला पाहिजे. आणि आता असं ऑप्शन पण आले आहे. जरी आपण चुकीचं काही टाकलं, तर आपण एडिट वगैरे करू शकतो, मला असं वाटतं.
नक्कीच, नक्कीच. आणि मला तर वाटतं की बरोबर. आणि मला तर वाटतं की बघा ना, सुधारण्याची जर तुम्हाला संधी कोण देत असेल, तर नक्कीच त्याची माफी मागा. आणि मर्यादा ठेवा. काय बोलताय? काय नाही? स्वतःच कारण कसं असतं? आपण एखाद्याला काही बोलतो नकारात्मक तेव्हा आपण आपलीच म्हणतात ना, लायकी किंवा इज्जत आपण दाखवत असतो, की आपल्याला काय वाटतं ते. तर मला तर वाटतं की
हो, नक्कीच दाखवत असतो. आपण आपल्या मर्यादेत राहून, आपलं सगळं नाही का? आजूबाजूचा विचार करून आपण सकारात्मक भावना त्यांच्यावर हे केल्या पाहिजे.
हो, हो, नक्कीच.

नक्कीच. अ, हो.
एकंदरीत. आणि मला तर वाटतं की पहिली गोष्ट जर प्रत्येकाने लगेच कोणाला ताप म्हणजे म्हणतो ना, एखाद्याने रिअ‍ॅक्ट केलं आणि मग अरे कमेंट केली, लगेच त्याला रिप्लाय देणं एकदम ओव्हर एक्साईटमेंटमध्ये किंवा म्हणजे कसं असतं की आपण भावनात्मक होतो आणि मग निर्णय असतात ना, की अस्थिर होतात आपले, जर आपण घाईत म्हणा किंवा चिडे चिडून निर्णय घेतले तर. तर मला ते वाटतं की नंतर आपल्यालाच ते आ आवडत नाही. आपण काय बोलून गेलो किंवा काय असं असतं. आणि कसं असतं की अ, नकारात्मक प्रतिसाद असतात एकंदरीत, तर मला तर वाटतं की ते कसे असतात रचनात्मक असतात, म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह असतात किंवा म्हणतात ना, की अ, ट्रोलिंग करतात आपल्याला एकंदरीत आणि मग आपल्याला वाईट वाटतं. मग ह्यांच्यातील फरक ओळखा की काय कोण करतंय आणि जर असं ट्रोलिंग होतं, तर तुम्ही शांत राहा. म्हणजे काही रिअ‍ॅक्ट करायची काही गरजच नाही, मला तर वाटतं. जर तुम्ही एखादा ट्रोलिंगचा हिस्सा बनत असाल तर. आणि मला तर वाटतं की कोणी रचना करे केली असं तुमची, त्यांचे आभार माना, स्पष्ट त्यांना विचारा, की "हे तु" हां, हां, म्हणजे तुम्ही विचारा, की "अरे हे अ, काय आहे?" म्हणजे मला अ, "कॅन यू प्लीज एक्सप्लेन किंवा इलॅबोरेट करा किंवा थोडं विस्तारून सांगाल का," असं म्हणा आणि आवश्यक असेल तर तिथे मी तर म्हणेन की सुधारणा करा. म्हणजे शेअर, एडिट करा, फॉलोअप पोस्ट द्या त्यांना, असं करू शकता. आणि अ, ट्रोलिंग करत असेल कोणीतरी, म्हणजे आक्रमकता करत असेल, तर मी तर म्हणेन की वादात पडूच नका. म्यूट करा, रिपोर्ट करा आणि तर म्हणेन की बऱ्याच वेळा म्हणजे काय होतं, की शांतपणे रहा. तुम्ही त्या गोष्टीसोबत डील करा. म्हणजे शांत राहायला ना, तर बरेचसे मार्ग म्हणजे सुट सुटतात आपले.
हो, हो, हो. हो, नक्कीच करतात. हो, म्हणजे आपल्याला मोटिव्हेट करतात हे जे. नक्कीच. हो. हां. हो, शांत शांतीचा मार्ग अवलंबला पाहिजे, म्हणजे जेणेकरून आपल्याला लोकं पण काही बोलणार नाही. आणि ते आणि जर असं पण होतं ना की एखाद्याने जर आपल्याला प्रतिक्रिया केल्या आणि तो व्यक्ती जर आपल्यासमोर आला, मग तुम्ही काय म्हणजे त्याला बोलणार का तेव्हा? का काय करणार तेव्हा? <chuckles>
हो, हो, नक्कीच, नक्कीच. हं, हं, हं. हो, तेव्हा तर बोलणार ना. समोरासमोर तर बोलायलाच पाहिजे ना, जर कोणी असं काही केलं तर. हो, प पटवून देईल का "अरे तू असं का बोललास? हे काय आहे? म्हणजे तुला शोभतं का? आता समोर बोल काय बोललास ते," असं बोलायचं तुम्ही त्यांना. असं मला वाटतं की जर आणि कधी तुम्हीच कोणाला म्हणतात ना, प्रतिक्रिया दिली तशी निगेटिव्ह तर त्यांची माफी मागा, दिलगिरी व्यक्त करा आणि त्यांना बोला की काय स्पष्ट हो. आणि तुम्ही त्यांना विचारा की "काय, म्हणजे तू काय एक्सपेक्ट करतोस," "तुला काय बाबा, तुला काय पाहिजे ह्याच्यामध्ये." किंवा म्हणतात ना, अ, काय म्हणजे असं आणि कधी-कधी बघा आपण कधी-कधी म्हणजे बोलून जातो एखादी गोष्ट आणि मग नंतर त्याच्यावर एखाद्या शहराबद्दल बोलतो किंवा एखाद्या अ, जातीबद्दल बोलतो किंवा एखाद्या राज्यांबद्दल बोलतो आणि मग तुम्हाला अ, म्हणतात एखाद्या पॉलिटिक्सबद्दल बोलतो आणि मग नंतर तुम्ही ती दिलगिरी व्यक्त करा की म्हणजे, "मी हे चुकून बोललो आहे आणि मला लक्षात आलं, की मी याच्यापुढे असं करणार नाही." तर ह्या गोष्टी तुम्ही जर केल्या ना, तर मला तर वाटतं की पुन्हा तुम्हाला पब्लिक समजून घेईल एकंदरीत. अ, आणि तुम्ही काय बोलताय ते कोणासोबत बोलत, म्हणजे म्हणतात ना, की शब्द हे शस्त्र आहेत, तर ते नीट अ, वापरा तुम्ही जेणेकरून हे असं काही होणार नाही, कारण
नक्कीच, ती त्याची चुकी आहे, ती त्याला पटवून दिलीच पाहिजे. नक्कीच. हो, नक्कीच केलं पाहिजे ते. हो. नक्कीच अ, करायला पाइ हं. हो, हो, बरोबर. नक्कीच आहे, ते पण पाहिजे आपण. आणि आता हां. सपोज आता ह्याच्यानंतर जेव्हा तुम्ही काही शेअर कराल, तर तुम्ही काय म्हणजे अ, काही बाउंडरीज आखल्या आहेत का, की आपण हे नाही करायला पाहिजे, असं काही आहे?

हां. मला तर वाटतं, की म्हणजे मी तर सांगेन, की मला तर अजून अशा नकारात्मक प्रतिक्रिया नाही आल्यात. अ, मी काही शेअर केलं तर. पण जर कधी आल्या असत्या किंवा अ, जरी आल्या, तरी मला तर वाटतंय मी नाही त्या म्हणजे मनावर घेत. कारण कसं असतं, की प्रत्येकाच्या अ, म्हणजे ते प्रत्येकाचा विषय आहे वेगवेगळा. मी तेच म्हणते, की तुमचा फॉलोअर्स, फॉलोइंग हे खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुम्हाला या अशा नकारात्मक प्रतिक्रिया येणार नाही आणि जरी आल्या तर तुमची म्हणतात ना, एक म्हणतात अ, की ह्या गोष्टी हँडल करायची त म्हणजे तयारी पाहिजे. तर म्हणतात ना, की तुम्ही काहीतरी पोस्ट करताय तर अ, बरोबर तर मग मला असं वाटतं, की तुम्ही आयदर काहीतरी पोस्ट करूच नका आणि जर आल्या, तर तुम्ही शांत राहा किंवा म्हणतात ना, की प्रत्येकाला उत्तरं देऊन द्यायची काही गरज नाही. कारण का बघा, प्रतिक्रिया न नकारात्मक इतक्या येतात, की तुम्ही प्रत्येकाला काय रिप्लाय करत बसणार <chuckles> आहात, की अरे, असं तसं आहे. हां, तर मग काही गरजच नाहीये आणि आणि ते कोण आहे? ती पण लोकच आहेत. त्यांना काय करायचंय ते करू देत मी तर म्हणेन किंवा काय बोलायचंय ते बोलू देत. 2-3 दिवस गप बोलतात आणि मग नंतर गप्प बसतात. असं पण होतं.
नाही आल्यात. अच्छा. हां, बरोबर. हो, नक्कीच नाही करणार. हो, नक्कीच म्हणतो आणि बघा ना, असं झालंय का तुमच्याकडे कधी, की अ, तुम्ही एखादा पोस्ट टाकलाय कुठे सोशल मीडिया किंवा Whatsappवर आणि तुम्हाला त्याच्याबद्दल अशी धमकी आली आहे किंवा तुमच्याशी बदनामी झाल्यासारखं वाटलंय, तेव्हा तुम्ही काय करता?
हो. हं. हं. न म्हणजे असं तर मला नाहीच अनुभव आलाय कारण नाही आलाय म्हणजे मी हं, हं.
नाही झालं, अच्छा. तर असं झालं असतं तर काय केलं असतं म्हणजे तुम्ही?
हां, तर मला तर वाटतं, की म्हणजे असं पहिली गोष्ट तुम्ही पोस्ट नाही करणार आणि जर असं झालं तर मला तर वाटतं, की आपण काय टाकतो ह्याची पण आपल्याला म्हणतात ना, एक जाणीव असली पाहिजे. की एखाद्या म्हणजे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या नाही पाहिजेत. त्या धार्मिक असू दे. हं.
अच्छा. नाही म्हणजे असं होतं, की Instagramवर आणि Facebookवर जे अकाउंट असतात आणि असे अननोन असतात, ते आपल्याला अशी धमकी पाठवतात किंवा कधी-कधी आपलं, नाही का?
हं, हं बरोबर. त्यांना सरळ तुम्ही ब्लॉक करा मी तर म्हणेन, काही गरज नाही. त्यांना ब्लॉक करून टाकू शकता, रिमूव्ह करा. अ, किंवा जर हो आणि जर परत काही त्रास असेल, तर तुम्ही पोलिसांची मदत घ्या. कारण कोणाला तुम्हाला त्रास आहे. सायबर पोलीसला तुम्ही कंप्लेंट करू शकता. की म्हणजे ह्या अशा-अशा गोष्टी होत आहेत माझ्यासोबत किंवा रिपोर्ट पण करू शकता तुम्ही Instagramवर म्हणा किंवा Facebookवर. जेणेकरून काय होतं, की अ, म्हणजे ह्या हेट स्पीच जे असतं आपण एकंदरीत बोलतो, तर त्या पसरणार नाही आणि Instagram खूप म्हणतात ना, की अ, म्हणतात सेन्सिबल आहे आणि त्याला खूप सेन्स जास्त आहे, मी तर म्हणेन. त्याला असं लगेच कळतं, की व्हायोलेशन्स आणि जे अशी काही कंटेंट किंवा पोस्ट
अच्छा, हां. नक्कीच अ, ते आपण वापरलं पाहिजे. हो. हो, नक्कीच. हो, लगेच ते ब्लॉक वगैरे करून टाकतात तिथूनच.
हां, लगेच आणि तुम्ही रिपोर्ट करा. रिपोर्ट त्याच्यासाठीच आहे मला तर वाटतं, की त्या मा व्यक्तीचं अकाउंट
हो, नक्कीच. आपण त्याचा उपयोग केला पाहिजे, जेणेकरून आपल्याला पण अ, तणाव वगैरे येणार नाही आणि आपलं काही जरी आपण चुकीचं नसलं, तरी आपली बदनामी वगैरे होणार नाही.
नक्कीच, नक्कीच आणि कोण आपली बदनामी करत असेल ना, तर मी तर म्हणेन की सरळ तुम्ही अ, याची कंप्लेंट करा. कारण कसं असतं, की अ, कधी-कधी लोकं चुकीच्या गोष्टीवरून आपली बदनामी पण करायचा ट्राय करतात. आणि ह्या गोष्टी खूप चुकीच्या आहेत एकंदरीत आणि म्हणजे हे अशा व्हायला पण नको आणि जर होत असेल, तर तुम्ही कंप्लेंट नक्कीच करू शकता, असं मला वाटतं.